खरंच खूप छान आयडिया आहे. हां, म्हणजे सगळ्यांनीच जर हे केलं, तर अ, किती फायदा होईल ना आणि किती भरपूर प्रचंड अ, पाणी ब बचत होईल.
हं. भरपूर. पाणी कारण तुमच्या एवढ्या टेरेसवर जे पाणी आहे, जमा होतं आहे. कारण बघा, आता तर पावसाचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. त्यामुळे जे पाणी तुम्ही समुद्राला घालवत आहे, ते समुद्रात जाण्यापेक्षा तुम्ही जर जमिनीत जिरवलत आणि काहीच नाही, छोट्या-छोट्या अ, ज्या आहेत ना, एक अशा आपण म्हणतो ना पोरस विहिरींचा प्रकार तयार केला जातो की ज्याच्यामधून पाणी आत जमिनीत कसं जाईल, रुजेल, मुरेल, त्याची काळजी ते लोकं घेतात करताना. आणि एक पाईपलाईन जी तुमचं संपूर्ण टेरेसवरचं पाणी जे आहे, ते त्याच्यापर्यंत त्याच्यात आणून सोडेल, एवढाच काय तो प्रकार म्हणजे इन्स्टेड ऑफ गटर, ती विहीरखणा, अशा प्रकारची आणि ते पाणी जमिनीत मुरवा.
हं. हो ना. हां. हं. हं. हां. बरोबर. हं. हं. आणि किती फायदा होतो, म्हणजे किती लोकांना मुंबईमध्ये पाण्याची किती टंचाई होते? आणि किती त्रास होतो? माणसांना की पाणी दोन दोन, तीन तीन दिवस नसतं.
तर तुम्हालाच त्याचा भरपूर वापर, उन्हाळ्यातसुद्धा भरपूर पाणी असतं. खूप-खूप. त्रास म्हणजे बकेट भरून. प्यायचं पाणी तर प्यायचं पाणीच. त्याला तुम्ही आणलत स्टॉकिंगकडनं अ, त्या बिसलरीच्या वगैरे बॉटल आणून तुम्ही पाणी पित आहे, पण जे वापरायचं पाणी आहे, ते तर तुम्हाला टँकरमधून भरावं लागतं आहे. आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की आमची कॉलनी टँकर मुक्त आहे. रादर आमच्याकडून टँकर पाणी भरून नेतात, <chuckles> म्हणजे त्याचं एक अर्निंग वेगळं सुरु झालं आहे.
हं. हो ना. वाह! बघा. <chuckles> हं.
की टँकर भरून जातो. जेव्हा-तेव्हा त्याचा काहीतरी रेव्हेन्यू आम्हाला येतो आहे. तर तो एक हो, हो. कॉलनीला त्याच्या
म्हणजे फायदाच डबल फायदा झाला ना. पाणी स्वतःच्या वापरासाठी पण भेटलं आणि दुसऱ्यांनाही तुम्ही देऊ शकता.
देऊ शकतो, बरोबर. तर तो एक म्हणजे चांगला प्रकार अ, घडलेला आहे आणि आपल्याकडे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला आपण एवढा काही उत्माद करतो ना, पाण्याचा.
वाह!